तर फ्री आणि पेड स्रोतांमध्ये तुम्ही कशी निवड करता आणि काय तुम्हाला पर्सनली प्रेफर करता तुम्ही?
हां, हां, हां. तर निश्चितच आहे ना काय असतं की आपल्याला भरपूर ॲप्स किंवा सर्व्हिसेस वगैरे वापरायच्या असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपल्याला जी गोष्ट हवी असते, तर ती आपल्याला बऱ्याच वेळेला फ्री अ, जे व्हर्जन असतं तर त्याच्यामध्ये उपलब्ध नसते. तर मग अशा वेळेला आपल्याला कसं असतं ना, की आपण आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक तर काय करू शकतो आपण, की अल्टरनेटिव्ह शोधू शकतो, की ह्याचा फ्री अल्टरनेटिव्ह कुठं मिळतंय का? की जसं आजकाल एआयची मदत घेऊ शकतो किंवा Google सर्च वगैरे करू शकतो, की ह्या ॲपला अल्टरनेटिव्ह सांग वगैरे-वगैरे-वगैरे. पण कसं असतं ना की सगळीकडंच त्याचं बेटर अल्टरनेटिव्ह किंवा फ्री अल्टरनेटिव्ह मिळेलच असं नाही आणि दुसरी एक गोष्ट असते ना की जे वेळ हा खूप मौल्यवान असतो, म्हणजे कसं आहे ना की आपल्याला एक ठराविक डेडलाईन आहे ते डेडलाईनमध्ये ते काम करायचे आणि ते टूल असा आहे, की जे आपल्याला पटकन ते काम करून देऊ शकतं. तर मग अशा वेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं ना, की मग अ, पेड घ्यावं लागतं. कारण मला तरी आता मी एक बिझनेस पर्सन असल्यामुळं काय होतं ना, की पटकन काम होणं महत्त्वाचं असतं तर मग कधी-कधी पेड गोष्टी ज्या आहेत त्या घ्याव्या लागतात. मग मी त्यावेळेला पेड घेतो पण जोपर्यंत जर फ्री व्हर्जनमध्ये काम होत असेल, तर मग अ, म्हणजे एनीवेज म्हणजे कोणी पण फ्रीच वापरेल, म्हणजे त्यात तर काय म्हणजे वादाचा विषय.
हं. हां. हां, हां. हो. हं, हं. हां. हो, अगदी बरोबर आहे.
हं, हं.
नक्कीच, नक्कीच. तर त्या गोष्टी आहेतच. पण जेव्हाही तुम्हाला असं वाटतं, की यार फ्रीचं काय असतं बरेचदा, की क्वालिटी एवढी चांगली नसते. तर तुम्ही काय करता मग ते क्वालिटीसाठी? किंवा आऊपुटच्या नक्कीच त्या गोष्टीसाठी जर तुम्ही पेड घेता का?
हां, हां. हो. हां, हां. अ, कसं असतं माहिती आहे का? अ, फ्री जे व्हर्जन असतात ना, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे कारण त्यांनाही कुठेतरी बिझनेस करायचा असतो. तर मग त्यांनी काय केलेलं असतं ना, थोडे फीचर कमी ठेवलेले असतात किंवा मग क्वालिटी जसं तुम्ही म्हणाले, की लिमिटेड क्वालिटी ठेवलेली असते, की जसं की आता अं, Canva फॉर एक्झाम्पल. तर Canvaमध्ये कसं आहे ना? की तुम्ही अ, तुम्हाला एकदम हाय क्वालिटी पाहिजे, वेगवेगळे फॉर्मॅट पाहिजे, तर ते फ्रीमध्ये येत नाही. फ्रीमध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे बेसिक गोष्टी करू शकता. पण मग अ, जे तुम्हाला चांगले ग्राफिक्स पाहिजे वगैरे, तर ते पेडमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट असते ना, की मग ऑ पेडमध्ये पण कसं असतं ना, की काही गोष्टी पेड असतात, पण मग आपल्याला त्यातल्या पण सगळ्या लागत नसतात. तर मग हे पण कुठेतरी कनफ्यूजन होतं, की अरे, मी पेड घेतोय, पण एवढं त्याच्यातलं मला लागत नाही ना. मग टेम्पररी एक दोन गोष्टीसाठी नको वाटतं आपल्याला. असे पण पेच प्रसंग उभे राहतात. पण मला वाटतंय ना, की याच्यातून एक मी मार्ग मी काढलेला आहे, की एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर असतात, की जे फ्री टू यूज असतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात. जसं की आता मी माझं एक उदाहरण अ, सांगू शकतो.
हां. हां, हां. हां, हां. हो. हं. हां.
की काय झालं ना, की मला स्क्रीन रेकॉर्ड करायची होती. मला माझे असे एक अ, एक्सप्लेनर व्हिडिओज वगैरे बनवायचे होते. तर त्याच्यामध्ये काय आहे ना, की मी बघितलं, की कोणते-कोणते रेकॉर्डर वगैरे आहेत. मग मला ते Microsoftचं सापडलं. पण Microsoftचं काय होतं ना, की ते खूप वेळ खाऊ होतं आणि ते रेंडरिंगला खूप वेळ लावायचं. तर तो इशू होता. मग मला कळालं, की कॅमटे Camtasia म्हणून एक चांगलं आहे, पण ते पेड आहे आणि त्याचं त्यावेळेला काहीतरी आय थिंक $10 वगैरे पर मंथ होतं. तर ते खूप कॉस्टली वाटलं. तर मग मला ते अं, चांगलं वाटलं, पण मग खूप कॉस्टली आहे. पण मग नंतर मग मी आणखीनं सर्च केला, की काय आहे का? दुसरं काय आहे का? तर मग मला एक O-B-S सापडलं, तर O-B-S कसं फ्री टू यूज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे स्क्रीन पण रेकॉर्ड करू शकता असं थोडंसं स्वतःचंही करू शक व्हिडिओ पण टाकू शकता. इफेक्ट असतात. स्क्रीन चेंज करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये काय आहे ना, की थोडंसं यूजर इंटरफेस जो आहे तो आपल्याला यूज टू व्हावं लागतं. पण मग ते मला खूप स्मूथ एक्सपिरियन्स आला, की फ्री पण आहे, चांगलं पण आहे. क्वालिटी पाहिजे भरपूर सेटिक पण आहे. तर मग असे जर अल्टरनेटिव्ह मिळाले, म्हणजे कधी-कधी काय होतं ना, की आपण गडबड करतो असं मला वाटतं, की पटकन आपण आपल्याला वाटतं, की आहे सोल्यूशन थोडेफार पैसे देऊन करून टाकू तर मग आपण अ, म्हणजे कधी-कधी फ्री पण चांगले मिळतात असं मला वाटतं. पण थोडंसं समझदारीने निर्णय घ्यायला पाहिजे थोडक्यात.
हां. अच्छा. अच्छा. हो. हां. नक्कीच. हां, हां. हो. बरं, मग तुम्ही अ, नक्कीच या गोष्टी तर आहेतच. अ, तर तुम्ही मला तुम्ही मला सांगाल का, की तुम्ही पर्सनली कोणते सॉफ्टवेअर म्हणजे कुठल्या देशातले प्रिफर करता तुमच्या कामासाठी, भारतातले जास्त करता, की परदेशातले?
हां. हां, हां. हं, हं. अ, आता कसं माहिती आहे का अं, की भारतातले जे सॉफ्टवेअर आहेत ना, तेही चांगलेच आहेत असं काही नाही आहे. अ, पण अ, मग अ, आता कसं आहे ना गरजेनुसार या गोष्टी ठरतात, म्हणजे कसं, असं नाही करत ना की आपण अ, गरज आहे आणि ते सॉफ्टवेअर भारतीय उपलब्ध नाही आहे, तर मग आपण ते कसं म घेणार ना किंवा भारतीय सॉफ्टवेअर आहे, पण ते आपली गरज पूर्ण करत नाही आहे, तर मग असं नाही ना करता येत आपल्याला. तर आपली गरज महत्त्वाची असते. मग त्या गरजेनुसार मग या गोष्टी अं, ठरवता येतात पण मग जर समजा भारतीय सॉफ्टवेअर असतील, त्यांची गुणवत्ता चांगली असेल, तर मग का नाही म्हणजे? आणि आपली गरज पूर्ण करणार असते. तर मग आपण अशा वेळेला त्याला प्राधान्य अं, द्यायला पाहिजे असं मला वाटतं.
हां. हं. नक्कीच, नक्कीच. त्या तर गोष्टी आहेतच. पण तुम्हाला काय वाटतं की किंमत बघून तुमच्या जे काय म्हणतात, अ, अ, जे टाइम असतो कधी-कधी किंवा अ, इझ ऑफ वर्क असतो बघा. की का काम कमी होतं आहे किंवा काहीतरी सोपं पद्धत सोपं जातं ते जास्त पैसे दिल्यावर. तर तुम्हाला काय वाटतं? ते कोणचं प्रेफर करता तुम्ही त्याच्यात?
हं, हं. हां. हां, हां. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हो, हो, हो. नाही तर कसं आहे माहिती आहे का? थोडक्यात ही जी गोष्ट आहे ना, तर एक समजून घ्या की समजा आपण एक ऑफिसमध्ये आहे. आपलं ऑफलाईन सेटअप आहे पूर्ण. आपल्याला एखादं काम करून घ्यायचं आहे. आपल्याला कशी माणसं लागतातच ना. तर मग माणसांना आपण पैसे देतो पगार द्यावाच लागतो. असं तर कोण काम करणार नाही आपल्याबरोबर.
अ. हो. अगदी बरोबर.
मग ते तसंच, मग आपण आता सध्या तरी प्रत्येक कामासाठी वेगवेगळा माणूस तर नाही नेमू शकत ना? की आज आपल्याला इमेज बनवायची आहे, उद्या व्हिडिओ बनवायचा आहे. तर असं आपल्याकडं कोण कामाला तर येणार नाही आहे ना. की बाबा चला आज व्हिडिओ, आज इमेज किंवा उद्या वेगळंच काहीतरी. तर मग हे टूल्स आपल्याला तिथं उपयोगाला येतात ना. तर माझा दृष्टिकोन हा असतो वैयक्तिक की चला ठीक आहे आपण याच्याऐवजी जर एका व्यक्तीकडनं करून घेतलं असतं, तर त्याला तर आपल्याला पेमेंट करावंच लागलं असतं ना. तर त्यापेक्षा हे टूल्स आपल्याला ती व्यक्तीच आहे असं समजतो मी. कारण काय माहिती आहे का? एक वेळं माणसाकडून पण चुका होतात. पण हे टूल्स जर व्यवस्थित वापरले तर चुका होण्याची शक्यता कमी असते कुठेतरी. तर मग मला ते माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये चांगलं वाटतं. त्याच्यामुळं मी, आयएम ओके टू पे. पण मग कसं आहे ना, की कधी-कधी ओव्हर पे पण होतं किंवा कधी-कधी असं पण होतं की फ्री अवेलेबल असतात. पण ते थोडा रिसर्चचा पार्ट येतो ह्याच्यामध्ये, आता थोडंसं ह्याच्यामध्ये एआयमुळं जरा चांगलं झालं, की आपण एक क्रॉस व्हेरिफाय करू शकतो की बाबा हे असं, असं मी वापरायचा विचार करतोय, ही माझी गरज आहे. तर ओके आहे का? तर ते आपल्याला चांगले गाईडन्स किंवा सजेशन आपल्याला असं म्हणजे चांगलं झालं आहे. आता ते एवढा फायदा झालेला आहे.
हं, हं. हं. हां. अगदी बरोबर. हां, हां. हो. अगदी बरोबर आहे, कारण त्या गोष्टी जर नाही केल्या आपण, तर नक्कीच त्यात एकदम असं काय म्हणतात त्याला रिसर्च जो पार्ट आहे तो केलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीत. कारण हे जर नाही झालं तर आपण जे दुसरे ऑपॉर्च्युनिटी जर मिस करू शकतो नक्कीच. ते खरंच खूप छान बोलला तुम्ही. बरं आता मला सांगा की तुम्ही काय आता ते अ, ते एक फ्री ट्रायल असतं बघा, तर अ, ते ते प्रेफर करता का प्रत्येक वेळेस की चालेल तुम्हाला नाही केलं तरी?
हां, हां. करुया. हं. हो, हो. हां, हां. नाही-नाही, ते तर करायलाच पाहिजे ना. म्हणजे कसं आहे ना की फ्री ट्रायलने 2 गोष्टी होतात, असं मला वाटतं. पहिली गोष्ट काय आहे ना की आपल्याला तो यू-आय जो असतो ना, प्रत्येक ॲपचं वेगवेगळं असतं. म्हणजे सिमिलर जरी प्रकारचे जरी 2 सॉफ्टवेअर असले, तरी त्याच्यामध्ये त्याचा यू-आय वेगळा असतो, फीचर्स वेगळे, वेगळे असतात. मग ते आपल्याला समजून घ्यायला पण एक वेळ लागत असतो. कारण एक लर्निंग कर्व असतो. तर ते फ्री व्हर्जनमध्ये काय आहे ना, की आपण ते लर्निंग करू शकतो, त्याचे फीचर समजू शकतो, त्याची लिमिटेशन लिमिटेशन समजतात, त्याची कॅपॅसिटी समजते. तर फ्री अ, ट्रायलसाठी तर आपण निश्चितपणे गेलं पाहिजे आणि फ्री ट्रायलवरून आठवलं की कधी-कधी मी एक शॉर्टकट म्हणा असंही करतो, की मल्टिपल ईमेल आयडीनी हे करतो, की 2 ट्रायल घेतली किंवा असं आणि त्यांच्यामुळं काय होतं ना, की आणखीन हे होतं, कारण पण अल्टिमेटली जर ते खरंच जर तेवढं असेल चांगलं तर मग मात्र <chuckles> अ, घेऊन टाकतो असं काही नाही.
हां. हां. हं. अगदी बरोबर आहे. <chuckles> हं. अच्छा. हां, हां. हो. खरंच, खरंच, खूप छान आहे. म्हणजे काय आता ते आता कस्टमर जो आहे, त्याला जे बरं वाटतं ते करणं बरोबरच आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे ते. नक्कीच त्या गोष्टी आहेतच. बरं मग जेव्हा तुम्ही अशी त्या ट्रायलची अशी जेव्हा जोही तुम्ही सॉफ्टवेअर घेतलाय किंवा त्याच्या ट्रायल करायचं असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने करता की म्हणजे कोणत्या लेव्हलपर्यंत जाता? की यार एकदम एक्स्ट्रीमवर टेस्ट करता की सरफेस लेव्हल, बेसिक लेव्हल जर तुम्हाला चांगलं वाटलं, तर ते घेता तुम्ही?
हो, हो. हां, हां. हां. हां. अ, हां. म्हणजे आता कसं आहे ना, की जसं लर्निंग कर्व आहे, तर ते करता करता काही गोष्टी कळतात. आणि मग अ, काय होतं ना, की आपलं जे काम आहे, तर आपण जे घेतो ते कामासाठीच घेतो ना, आपलं किंवा एखादं आडत आहे आपलं काहीतरी, तर मग त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीसाठी अ, जेवढे त्याच्यातले ग अ, लागणार आहेत, घटक, तर ते जर ओके वाटले, तर मग घेऊन टाकतो. म्हणजे कारण काय माहिती आहे का, एक्स्ट्रीम टेस्टिंग करायला तिथं स्कोप का नसतो ना, तर आपण अ, जी गरज कशी त्याच्यावरती पण अवलंबून आहे. म्हणजे समजा माझी गरज अशी आहे, की ते मला लागणार आहे, सॉफ्टवेअर, बरेच 1 वर्ष, 2 वर्ष, बरेच वर्ष लागणार आहे. किंवा खूप वेळ लागणार आहे, वारंवार वापर होणार आहे, तर त्या केसमध्ये एक्स्ट्रीम टेस्टिंगची मला वाटतं जास्त गरज आहे. पण कामच असं आहे, की जे एकदम छोटंसं आहे, जसं की रिझ्यूम बनवायचं, तर त्याला एक्स्ट्रीम टेस्टिंग काय करणार आहे आपण? <scoffs> तर ते तर आपण लगेच होऊन जाईल ना आपलं. मग तर त्यानुसार मग ठरवतो. आणि दुसरं, एक मी ठरवतो, की सपोर्ट कसा आहे. म्हणजे कसं आहे, ओपन सॉफ्टवेअर फ्री आहेत, पण प्रॉब्लेम काय आहे ना, की त्याला कम्युनिटीचा सपोर्ट वगैरे असतो, ते पण बघावं लागतं. नाहीतर कधी-कधी कम्युनिटी सपोर्ट नसतो, तर मग पण ते कम्युनिटी सपोर्ट काय लगेच आपल्याला क्विक रिझोल्यूशन देत नाहीत. तसं काही-काही सॉफ्टवेअरमध्ये कसं आहे ना, व्यावसायिक सपोर्ट असतो, तर पटकन आपण त्यांना चॅट करू शकतो त्यांच्याबरोबर किंवा पटकन आपल्याला रिस्पॉन्स मिळतो, तर मग रिमोट ते सपोर्ट देऊ शकतात. तर मग हे पण कुठेतरी पेडचं फायदा आपण म्हणू शकतो.
हां. हां. फिर? हां. अगदी बरोबर. हो, हो. हां. हं, हं. अगदी बरोबर आहे. कारण त्या जर गोष्टी जर का प्रत्येक जर पेड सॉफ्टवेअरने घेतल्या, तर नक्कीच ते एका जे कस्टमरला आहे त्या गोष्टींचा फायदा होतोच आणि कुठं ना कुठं कुठं त्या गोष्टीची मदत होतेच, ते अगदी बरोबर आहे. बरं तुम्ही म्हणजे पेमेंटच्या टायमाला हे काय प्रेफर करता? की मंथली पेमेंट, जिथं थोडेसे जास्त पैसे द्यावे लागतात, पण मंथली देऊ शकता तुम्ही, की एकदम ईयरली जिथं थोडासा डिस्काउंट देतात ते बघा स्ट्रॅटेजिकली?
हां. हो, हो. हां. हां, हां. हो ना, हो ना, स्ट्रॅटेजिकली. तर अ, आहे ना म्हणजे हे होतंच ना. मग आता जसं, की जर ओ-टी-टी वगैरे आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला इयरली घेतलं तर खूप स्वस्त पडतं. आणि मंथली घेतलं ना तर अ, ते थोडंसं <clears throat> महाग पडतं. तर मग आपल्याला कसं आहे ना, की अगेन पर्पजकडं विषय येतो, की तुम्हाला एक पिक्चरच बघायचा आहे आणि तो आला आहे, मग तेवढ्यासाठी ठीक आहे, तुम्ही आपलं 1 महिन्याचं घेऊ शकता. किंवा मग अ, तुम्हाला नाही चांगलं वाटतं जे वेब सीरीज वगैरे वेगवेगळ्या येत राहतात, चांगलं कंटेंट येत राहतं असं वाटलं, तर मग तुम्ही मग त्या केसमध्ये पेड बरं अ, राहतं. तेच सॉफ्टवेअरला पण होतं. थोडक्यात मला काय माहिती आहे का, एक तर आपली स्टेप सांगू शकतो तुम्हाला मी. आपली गरज ओळखा. त्याच्यानुसार काय लागतंय ना, मग तुम्ही फ्रीमध्ये त्याचं जसं ट्रायल घेऊ शकता. मग तुम्हाला फ्रीमध्ये ट्रायल कळाली, की मग तुम्हाला नाही का, बहुतेक करून काय होतं ना, की त्यांची ऑफर वगैरे यायला सुरुवात होते मेलमध्ये, की ऑफर आहे घेऊन टाका. सॉफ्टवेअरच्या बाबतीत तर बऱ्याच वेळेला हे होतं आणि मग ते आपल्याला कळतं, की बाबा असं असं त्यांचं हे आहे. मग कधी-कधी काही त्याचे हिडन चार्जेस पण असतात, तर ते पण आपल्याला चेक करावे लागतात. आणि मग जर आपण एवढं ट्रायल वगैरे घेतली, लक्षात आल्या गोष्टी, चांगलं वाटलं. तर मग आपण निर्णय घेऊ शकतात पेड आणि जर खूपच आपली गरज पण लांबची आहे आणि आपल्याला ते चांगलंही वाटतं आहे, इफेक्टिव्ह वाटतं आहे, तर मग आपण डायरेक्ट अ, मोठं ईयरली वगैरे पेमेंट घेऊ शकतो. आणि आपल्याला वाटतं, की नाही टेम्पररी आहे आणि जास्त मला लागणार नाही, तर मग आपण मंथली वगैरे असं असा निर्णय घेऊ शकतो.
हो. हां. हं. ओके. हां, हां. हां, हां. हो. अगदी बरोबर. खरंच खूप छान वाटलं त्या गोष्टी जाणून तुमच्याकडून. बरं अ, तुम्ही म्हणजे आता बघा एक कसं असतं ते अ, एक हे असतं बघा, फिजिकल प्रॉडक्ट पण असतात बघा कसे आता जिमचे सप्लिमेंट असतात आणि डिजिटल प्रॉडक्ट असतात, तर त्यात काही तुमचा फरक असतो का, की डिजिटल आणि वेगळं फिजिकलचं काही वेगळं पेड सब पेड आणि फ्रीचं काही?
हं. हां, हां. हां, हां, हां. बरोबर, बरोबर आहे. अं, नाही. म्हणजे कसं आहे ना, की शेवटी जो तुम्ही जो सेंटर पीस आहे ना, तो आपली नीडच आहे. म्हणजे फिजिकल जरी असलं काय, आणि अ, जसं की व्हर्च्युअल काही प्रॉडक्ट असतं तरी. तर आपली जर नीड किती दिवसांसाठी त्याच्यानुसारच्या गोष्टी ठरणार आहेत ना. म्हणजे, 1-2 दिवसासाठी आपल्याला काहीतरी हे करता येईल, पण जर आपल्याला लाँग टर्म चांग चांगलं पाहिजे असेल तर मग थोडं पैसे द्यायला काही हरकत नाही आहे. कारण <clears throat> कसं आहे ना, की प्रत्येकाला आपापल्या कामाचं मोबदला हवाचं असतो ना. जरी ते सॉफ्टवेअर जरी असलं, तरी त्याचा अर्थ असा नाही आहे की ते असं तयार झालेलं आहे, त्याला कोणीतरी बनवलेलंच आहे ना. आणि त्याच्यामागं पण त्यांची टीम आहे. त्याच्यामागं पण 4 लोकांनी काम करून त्यांनादेखील शेवटी चाललंय ते पैशासाठी आहेच ना, तर ते मला वाटतं की तसं जास्त हे नाही आहे की डिफरेंशिएट नाही केलं पाहिजे तर फिजिकल असो किंवा ऑफलाईन त्यासाठी मेहनत तर लागतेच ना प्रत्येकाची.
हां. हो, अगदी बरोबर. नक्कीच, नक्कीच. हो, हो. हो, हो. हो, अगदी बरोबर आहे. कारण ह्या तर गोष्टी आहेतच. अ, बरं, तुम्हाला काय वाटतं की आता नाही करायचं? म्हणजे अ, आता कसं तुमच्याशी खरंच म्हणजे, तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, त्या खरंच ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. जेव्हा ज्याही तुम्ही फ्री आणि पेडमधला जो अंतर आहे तो सांगितला. त्यात तुम्हाला कसं प्रीमियम जो आहे जो तुम्ही फ्री ट्रायल घेतल्यावरच, घ्यायला आवडेल तुम्हाला तो सॉफ्टवेअर असेल किंवा फिजिकल प्रॉडक्ट असेल. नक्कीच या ज्या आठवणी आहेत आपल्याला मला लक्षात राहतील त्या आणि याच्यानंतर आपल्याला आपण नक्कीच भेटूया. धन्यवाद.
हो, हो. हं. हां, हां. बरोबर आहे. हं, हं. हं. हो, हो. मलादेखील खूप अ, चांगलं वाटलं तुमच्याशी या विषयावरती चर्चा करून आजकाल हे सगळं होतच आहे, तर मजा आली आणि मला वाटतं की माझा जो अनुभव आहे तुम्हाला शेअर करता आला. तर तुम्ही देखील ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.